आलं लक्षात, म्हणजे मेल आणि फिमेल्स अ, त्यांची-त्यांची अ, डिव्हाईड करून घेतील.
हो आणि सर्वांना एकदम सरप्राईज आणि त्यांना माहिती आहे, की सॅटर्डेला हे लोकं जेवण बनवून आले पूर्ण दिवस. असं नाही असं नाही, की अ, नाश्ता झाला. नाही, नाश्ता, लंच
हां. अच्छा. एक टाईम नाही, फक्त पूर्ण दिवसच तुमच्याकडे.
तिघी तिघी टाईमलाईही आणि तुम्हाला जर कोणाला भूक लागली, तर मिड नाइट्स अ, अ, स्नॅक्स हवे, इव्हनिंग स्नॅक्स हवे, तर ते बनवून घ्यायचे असं चालतं आणि अ
अरे बापरे! अच्छा आणि यामध्ये अ, एक विचारायचं होतं, म्हणजे तुम्ही म्हटलात म्हणून विचारतोय, की पूर्ण दिवस आपल्या मेल्सकडे असतं, नाही का तुमची जिम्मेदारी. तर त्यांना विचारून तुम्ही रेसिपी बनवता की सरप्राईज म्हणून
नाही, सरप्राईज म्हणून, त्यांना काही नाही सांगायचं. सरप्राईज म्हणून एकदा तर बाबांनी काय केलं होतं, वांग्याचं भरीत लावलं होतं दुपारी. आई एवढी वैतागली होती, की "मला नाही खायचं दुपारी वांग्याचं भरीत. तुम्ही बघा तुमच्याला काय करायचं, काय नाही करायचं." बाबा बिचारे असे करून आले, "आता काय करू रे पोरांनो, 35 वर्ष झालेले आहेत, तरी ही बाई त्रास देते मला." तुम्ही पण ना खरंच ओव्हर अ‍ॅक्टिंग करतात खूप.
अच्छा. मस्त. अच्छा. <chuckles> हां. <chuckles> अरे बापरे! <chuckles> <chuckles> हां, म्हणजे त्यांना माहीत असतं, म्हणजे हो, आलं लक्षात.
तर मग आम्ही मस्त हां, हां अरे खूप आणि छेडखाने खूप होतात ना आमच्याकडे आम्ही माझे दादा-वहिणी आणि मी, माझी बायको आम्ही लोकं एवढे छेडखाना नाही करत, तेवढं आमचे बाबा आणि आईच चाललं असतं. मग बिनसतं ना, नेमकं 2 दिवसामध्ये त्यांचं बिनसतं आणि भांडणं होतं. आम्ही म्हणतो की, "घ्या लठणी एक दुसऱ्यांना मारा, मग आम्हाला पण छान दिस अ, वाटेल मस्त मज्जा येणार आम्हाला बघायला भांडणं."
हो ना. अरे बापरे! <laughs>
तर मग अ, असतंच असतंच. अ
पण काय करतात? म्हणजे ते पण हसायला लागतील. कारण की हे बोलण्याचा भाग झाला. असं म्हणतात ना, की अ, प्रेम करणार तुझ्यावरच, मरणार पण तुझ्यासोबतच अन् कुठे जाणार आहेस तू? आहे की नाही?
अरे. अरे! अरे! त्यांच्या त्यांचं प्रेम, भाऊ त्यांचं प्रेम लव्ह मॅरेजच्या वर आहे. कधी पण आपण म्हणतो ना, लव्ह मॅरेज म्हणजे परफेक्ट मॅरेज असं नव्हतं. अरे हट! तुम्ही आई-वडिलांचं प्रेम बघाल, अरेंज मॅरेजच्या नंतर, ते बाबांना माहिती असतो. तुम्हाला लव्ह मॅरेजमध्ये पण नसलं माहिती, की तुमच्या बायकोला गजरा आवडतो की काय आवडतो. तो आपला बाप आहे.
त्या बरोबर. हो ना. <chuckles> हां, असं म्हणतात ना, की शेवटी बाप तो बापच असतो, नाही का? <chuckles>
त्याला तुम्ही कधी पण बघाल ना बाप बापच असतो. बाप तो बाप रहेगा. तर अन् म्हणजे काय, तुम्ही कधी त्यांना बघा, तुम्ही बघणार की त्यांच्यामध्ये जो प्रेम असतो ना एकमेकांबरोबर, तो एक वेगळ्या लेव्हलचा असतो. तुम्ही कधी तो लेव्हल मॅचेस नाही करू शकत. ते आईचं डब्ब्याचं टेन्शन, मग रुमाल शोधून देणं, मग पर्स देणं, मग बॅग द्यायची ऑफिसची. मग तिथेच बाबांचं मस्तपैकी संध्याकाळी आले. माझे बाबा संध्याकाळी रोज येतात, तर माझ्या अ, भावाच्या छोटी मुलगीला, अ, काहीतरी खाऊ आणतात आणि ते आईसाठी आईसाठी पण खाऊ आणतात आजपर्यंतही की, "तू खा गं. जेवताना तुम्ही कचोरी खा. घे, घे कचोरी खा" आणि आईनी जर कचोरी नाही खाल्ली तर मग ती सकाळी नाश्त्यामध्ये ती कचोरी खाणार. भले ती शिळी झाली तरी चालेल पण ते प्रेम शिळ होत नाही, असं मला वाटतं.
हो. हां. हो ना. अच्छा. अरे वा! हां. अच्छा.